वाह, वाह! फार छान, म्हणजे तुम्ही त्या मुलांमध्ये पण तुमचं स्वतःचंही बालपण कदाचित कुठेतरी बघत असाल. त्यामुळे ही असेल ते.
हो, माझ्या वर्गात बरेच असे विद्यार्थी आहेत, की जे शेतकऱ्यांचे, शेतकरी-मजूर लोकांची मुलं आहेत. त्यामुळे त्यांना मी माझ्या आयुष्याचा प्रवास बऱ्याच वेळेस सांगतो आणि ते मोटिव्हेशन पण त्यांना मिळतं की नाही म्हणजे, बऱ्याच माझ्या वर्गातील मुलांचंही जरा त्यांना विचारलं की, “तुम्हाला पुढे काय बनावंस वाटेल?” तर ते सांगतात की," मास्तर तुमच्या-सारखंच बनावंस वाटतं." <chuckles>
हं, हं, हं. वाह, वाह, वाह! हं, ह. वाह, वाह! जिंकले की मास्तर मग तुम्ही? वाह! क्या बात हे, क्या बात हे! अ, अरे, खूपच मोठी पावती आहे ना ही आणि मलाही असं वाटतं, की तुम्ही ज्या जिद्दीने त्यांना अ, शिकवताय, जितक्या आत्मीयतेने, इतक्या आपुलकीने त्यांना शिक्षण देत आहात त्यामध्ये मला नेहमी असं वाटतं अ, आता वाटतंय तुमच्या बोलण्यावरन, की त्यातली काही मुलं तर न नक्की शिक्षक बनतील, असा मला विश्वास वाटतो, ए एकूण तुमच्या त्या सगळ्या याच्यावरन. वाह! फारच छान! फारच छान! हा.
हो. <laughs> हो, हो. म्हणजे अ, कसं, असतं ना, इंजिनिअर, डॉक्टर हे बनवून पैसा तर खूप कमावता येतो. पण एक देश-सेवेची संधी ना मला असं वाटतं, की जवानांना आणि किसान जे म्हणतो, शेतकरी आणि तिसरे असतात शिक्षक, यांनाच जास्त मिळते. कारण हे डायरेक्ट काहीतरी बनवण्याचं काम करतायेत. काहीतरी आपण सेवा देतोय आणि आपल्यामुळे बरेच म समाजघडवण्याचं अगदी योग्य, तुम्ही व्यवस्थित शब्द वापरला, “समाज-घडवण्याचं” काम करतोय.
अगदी बरोबर. वॉव! हो, हो. बरोबर-बरोबर. करेक्ट-करेक्ट. हो, हो. समाज घडवण्याचं काम करतायत. अ, बरोबर. घडवण्याचं काम करतायत. वाह वाह! किती छान आहे ना, नाही का? अ, विद्यादान हे अगदी पवित्र दान, जसं रक्तदान असतं तसं हे, विद्यादान हे पण एक अ, खूप मोठं अ, देवाचं काम आहे, असं मला असं वाटतं नेहमीच अ
खरं आणि कसं असतं ना, बघा आता, जसं तुम्ही मला बोलले की, “नोकरीने तुमची ओळख बदलली का?” म्हणजे लो ओळख बदलली, एक प्रतिष्ठा मिळाली, पैसा मिळाला, पण यानंतर आणखी एक गोष्ट मला मिळाली, जी मी नमूद करू इच्छितो. ती म्हणजे त्या मुलांचं प्रेम.
हं.